अ, आणखीन एक आमच्या घरची ही तळी आरती तर झालीच, की ही पुढच्या पिढीनेही केलीच पाहिजे, अशी गोष्ट आहे आणि त्यांना गोष्टीरूपाने सांगितल्यावर अ, गोष्टी पटतातही. म्हणजे आपण फोर्स करण्यापेक्षा एखादी गोष्ट पाळलीच पाहिजे, हे सांगण्यापेक्षा त्याचे जर फायदे सांगितले, जसं इन्शुरन्स कंपनी आपल्यासोबत करते, की आपल्याला काय नफा होणार आहे ते आधी सांगते.
हां. हां. हो. हो, हो. ते सांगायचं. हो.
तर अ, तशीच आधी फलश्रुती सांगितली ना ह्याची, की मग अ, आपोआप ती पिढी करायला तयार होईल. खरं तर.
हां. हां, मग तुम्ही नेमकी काय फलश्रुती सांगाल त्यांना ह्याच्यामध्ये?
सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्याच भाषेत अ, वाइबिंग चांगलं होतं घरात. <chuckles> म्हणजे पॉझिटिव्ह येतं. अ, हो, सकारात्मक ऊर्जा सगळीकडे तयार होते आणि सगळे एकत्र राहण्याचं एक मोटिव्हेशन मिळतं.
बरोबर, पॉझिटिव्ह येतं म्हणजे सकारात्मक अ, ऊर्जा होते, हं, हां. हां. हो, गेट टुगेदर होतं चांगलं. हो.
हां, आणि अ, छान आरत्या वगैरे अ, म्हटल्या जात असल्यामुळे घरामध्ये एक नाद निर्माण होतो.
हां. बरोबर, हा एक वेगळा प्रकार, मंत्रोच्चार होतो. हां.
आणि मंत्रोच्चार होतो घरामध्ये आणि ह्या सगळ्यामध्ये भयंकर ताकद आहे. मग कोणतीच निगेटिव्ह शक्ती घरामध्ये एंटर नाही करू शकत.
हो, नक्कीच. हो, हो, नक्कीच. म्हणजे परंपरेच्या पाठीमागे पण काहीतरी असं शास्त्रीय कारण आहे म्हणा. हो, हो. तर अ, छान सांगितलं तुम्ही, तुमच्या कुठल्या प कौटुंबिक परंपरा आहेत, तुम्ही त्या कशा पाळता, तळी व आरतीचं महत्त्व वगैरे किंवा रावणाचा वध वगैरे तुम्ही कसं करता, मग सगळे त्या निमित्तानं कसे एकत्र होतात आणि वाईटावर सत्याचा विजय कसा होतो आणि घंटानाद म्हणा किंवा काहीतरी त्याचा, म्हणजे असं सकारात्मक ऊर्जा किंवा ताल किंवा नाद तयार होतो. मग अ, असा सगळा एकोपा राहतो आणि एक छान वातावरण होतं. तर अ, छान वाटलं तुमच्याशी बोलून. लवकरच परत भेटू. धन्यवाद.
ह्या हे जर हो, अर्थात, अर्थात. हं. हो. हो. एकत्र येतात. हो. हं, हं, हं. हो, बरोबर. हो, हो, हो.